आणि तुम्हाला एक उदाहरण देतो.
बरोबर.
की कोणत्याही गोष्टी ज्या होतात ना. ते बाहेरूनच अ कुठून होता मधून होता का बाहेरून घडतात तुम्हाला काय वाटतं?
हं. अ, त्या मधूळ होतात असं.
त मधून हं, हं. आहे ना. तर प्रत्येक गोष्टी हे मधून होतात. ते बाहेरून काही घडत नाही.
हं. हं. बरोबर.
तर अ, म्हणजे तुम्हाला एखाद्याने शिवी दिली, तर ती तुम्ही कशा प्रकारे घेतले घेता त्याच्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ एखाद्याने शिवी दिली
बरोबर, हां.
पण अ, तुम्हाला लगेच राग येतो. परंतु कोणी जर येऊन म्हटलं "अरे तो वेडा आहे" तर तुम्हीच त्याचा मग विषय घेऊन, मन चेंज केलं ना, की अरे तो वेडा आहे म्हणून सोडून दे आहे ना. तर म्हणजे ह्या दोन्ही घटना घडल्या एका घटनेमध्ये तुमचं तुम्हाला राग आला कारण की तुमच्या मनाने म्हटलं की ह्यानी तुला शिवी दिली आणि दुसऱ्या घटनामध्ये हे घडलं.
हं. हां. बरोबर, हो. हं, हं, हं, हं. बरोबर.
की तुम्हाला कोणी सांगितलं, की "तो वेडा आहे." तर मग काय झालं या दोन्ही घटनेमध्ये अंतर असं निर्माण झालं
हं.
की अ, तुम्ही समजण्यावरती अंतर निर्माण झालं. तुम्ही काय समजता? तुम्ही काय विचार करता?
बरोबर, बरोबर. म्हणजे आपण स्वतःला जे समजवतो. त्याच भावना आपण दर्शवत असतो किंवा आपण तसच अ, अ, त्याच भावनांमध्ये जगत असतो.
हं, हं. हं, रिएक्ट करतो रिएक्ट करतो. हो.
हो. खूप सुंदर उदाहरण दिलं बरं का तुम्ही.